कसं आहे मला असं वाटतं, की अ, माणसाने ना पहिले आपलं जे अ, करिअर आणि आपलं जे एक अ, आपण प्रस्थापित करतो ना, आपली जी ओळख असते, ती चांगली पहिले करावी, कारण काय असतं माहितीये का, की अ, काही-काही असं म्हणतात ना, की काही-काही स्टाईल किंवा हे, हे वायफळ मुलं-मुली पण करतात. आणि तो जो एक अ, हे असतो ना समाजाला, त्यातून तुम्ही समाजाला काहीही अ, हे देऊ शकत नाही, मेसेज म्हणतो ना आपण किंवा दुसऱ्यांसाठी उदाहरण बनू नाही शकत. आपल्या क्षेत्रामध्ये आपण जे करतो, ते चांगलं करावं त्याचं ज्ञान चांगलं घ्यावं आणि त्याच्यात काहीतरी सक्सेस व्हावं. आणि ज्यावेळेस तुम्ही होतात ना, तर त्यावेळेस तुम्हाला ना मर्यादा माहिती असतात. म्हणजे उदाहरणार्थ कसं, की समजा तुम्ही आता समजा एखाद्या मुलीने, स्त्रीने अ, समजा बी-टेक केलेलं आहे. नंतर तिला खूप चांगला जॉब मिळाला, ती मोठ्या शहरात राहते आणि ती स्टायलिश आणि चांगले कपडे घालते. पण जेव्हा तिला माहिती आहे की आता आपल्या घरी सण आहे. समजा दिवाळीचा आहे आणि आता मला घरी जायचं आहे आणि सगळं आहे आणि तिथे गेल्यावर तिने बघितलं, की सगळे आलेले आहेत, सगळे हे आहेत. तर मला असं वाटतं की तेवढ्यापुरती, 2 दिवसासाठी, तिने तो आपला साडी, पंजाबी ड्रेस असे व्यवस्थित अ, व्यवस्थित हे करावं की जेणेकरून 2 दिवसासाठी ते व्यवस्थित असेल. झालं? त्यांचंही मन राहतं आपल्याही फ थोडा चेंज मिळतो. मग
हां, हां, हां. अच्छा. बरोबर. हां, बरोबर. बरोबर. हां. अच्छा. हां. हां, हां. हो, हो. हां. हां, बरोबर. हं, हं. हं, हं, हं, हं, हं, हं. हं, हं. बरोबर, बरोबर. बरोबर, बरोबर. <chuckles> आपला पण आत्मविश्वास डगमगत नाही तिथे आणि त्यांचं पण मन राहते तिथे, बरोबर ना? <chuckles>
हां. मन राखलं जातं म्हणजे सहनशक्ती वाढवण्यापेक्षा थोडी बुद्धी वाढवावी आणि थोडा बॅलन्स ठेवावा असं मला वाटतं. म्हणजे सेम पुरुषांसाठी पण मी म्हणेन कारण कसं असतं, "मग काय फरक पडतोय? मग काय गरज आहे आपल्या परंपरांची?" मग असं, मग तसं. मग असं नाही. तुम्ही ज्या-ज्या ठिकाणी हां, मग ज्या-ज्या ठिकाणी तुम्ही जातात ना, तर थोडंसं तसं वागायचं आणि थोडंसं आपलं ठेवायचं. तर ते संतुलन राहतं म्हणजे आपण दबावात नाही जगत असं मला वाटतं.
हां. बरोबर. हो, हो, हो. हां, हां, त्याच्यावर प्रश्न उत्पन्न होतो. हां, हां. बरोबर, बरो नक्कीच, नक्कीच. म्हणजे खूप छान पद्धतीने आणि वेगवेगळे उदाहरण देऊन इथे तुम्ही अ, समजवलं, की अ, आत्मविश्वास आणि ही स्टाईल ही दोन्ही आपण सोबत-सोबत कशी घेऊन जाऊ आणि अ, जसं आपला एक कॉन्फिडन्स आतमध्ये कसा डेव्हलप होतो आणि त्याला कसं अ, अं, कायमस्वरूपी तुम्ही अ, तिथे अ, प्रस्थापित करू शकता. खूप-खूप धन्यवाद तुमचे या सगळ्या माहिती शेअर केल्याबद्दल.
हो, हो. नक्कीच.

अ, बरोबर म्हटले तुम्ही. पण बघा ना, समाजामध्ये नाही का वेगवेगळे लोकं वेगवेगळ्या स्टाईलमध्ये राहतात ना. तर अ, अ, कधी-कधी मी पण बघितलेलं आहे, की <chuckles> आजकाल तर खूप वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या स्टाईली ठेवता आहेत. तर अ, आपण ज्यावेळेस अ, विशिष्ट पोशाख घालतो किंवा विशिष्ट पद्धतीने राहतो. तर याचा समोरचा जो व्यक्ती आपल्यासोबत बोलणार आहे किंवा वागणार आहे आपल्यासोबत, घरचा असेल, बाहेरचा असेल. त्याच्या मनावर पण त्याचा फरक पडतो आणि अ, त्यांच्या मनावर फरक पडल्यामुळे तो पण आपल्या सोबतचा त्याचा जो बिहेवियर आहे किंवा आपण त्याला म्हणू ना, की अ, संवाद आहे अ, त्याच्यामध्ये काही फरक पडतो का? असं तुम्हाला वाटतं आहे का?
हं, हं. हो, हो. हां, हां. हां, हां. हं, हं. हां, हां. हां, हां. हां, हो पडतो ना. कारण कसं असतं अ, असं असं म्हणायला अ, आपण म्हणजे मी असं म्हणेल, की असं म्हणायला खूप छान वाटतं, की माणसाचं मन बघितलं पाहिजे. ती व्यक्ती कशी दिसते, कसं घालते, याचं काही नसतं. पण खरं सांगितलं <chuckles> ना, तर असं काहीच नसतं. सगळ्यात पहिले आपल्याला दिसण्यावरूनच जज केलं जातं आणि ओळखलं जातं. असं कधीच होत नाही आणि तुम्ही कितीही चांगले असा, मनाने चांगले असा, पण जर ते कपड्यांचं, राहण्याचं, तुमचं असं जर लोकांना आवडत नसेल ना, नक्कीच जजमेंट येतात आणि जरी तोंडावर नसतील बोलत, तरी मागे हे बोलतातच. त्यामुळे मला असं वाटतं, की परिणाम हा होतोच. पहिले तुमचे कपडेच बघितले जातात. तुम्ही कसे राहता आहेत बघितले जातात. अगदी छोटी गोष्ट मी जर म्हंटली ना, तर सगळ्यात पहिले असं बघितलं जातं, की तुम्ही काय फूटवेअर घातलेलं आहे. म्हणजे एवढं हे करून ते सुद्धा बघितलं जातं.
हं, हं. हं. हां. हां. <laughs> जज केलं जातं. बरोबर, बरोबर. <laughs> हं. बरोबर, बरोबर. हां. हां. हां. अच्छा. <chuckles> एवढी बारकाईने बघतात. हां.
ते सुद्धा बारकाईने बघितलं जातं, आणि सगळं ह्या जगामध्ये न, असं जजमेंटलच चालतं की आणि हे प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो, हां. अ, असं नाहीये, की जर तुम्ही आता समजून घ्या की असं अ, फॉर्मल्स असतात, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक ट्राउझर असते. तर अ, अ, जर ती तुम्ही घातली, ते असं प्रोफेशनल आहे, व्यवस्थित आहे, चांगलं दिसतं आहे. 10 मधले, 9 लोकं म्हणतील. पण एकाचं म्हणणं असेल "काय गरज आहे, मग ते काय चांगलं दिसत नाहीये, काय फरक पडतोय". म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येक व्यक्ती जज करतो. <chuckles>
बरोबर. बरोबर, बरोबर. हां, हां, हां. हां. हां. हं, हं. बरोबर.